नक्कीच. अ, सुरुवातीला अडचणी आल्या म्हणजे अ, अ, 5-6 तासापासून अ, अर्धा तास मी असं अ, एक उडीच नाही घेतली, पण थोडं-थोडं करत मी कमी गेलो, नाही का. म्हणजे 4 तास आधी केलं, मग 3 तास काही दिवस 2 तास ट्राय केलं, एखाद्या अ, आठवड्याला मग 1 तास मग आज अर्धाच तास मी वापरतो आणि अ, म्हणतात ना, मनोरंजनासाठी मी वापरतो आणि फोनला कुठेतरी मी नियंत्रणामध्ये नाही अ, नियंत्रणात ठेवले माझ्या असं मला वाटतं. अ, स्क्रीन टाईम वगैरे मी त्याचं ट्रॅक करतो. माझं किती स्क्रीन टाईम चालू आहे. आपल्या अ, मोबाईलमध्ये असतं बघा सेटिंगमध्ये डिजिटल वेल बिंगमध्ये ऑप्शन असतं. इथं तुम्हाला किती वेळ तुम्ही घालवताय फोनवर ते लक्षात येतं आणि किती वेळा तुम्ही अनलॉक केलाय फोन ते पण दिसतं तिथं, आहे ना. अनलॉक केलाय, हं.
हं. हां. हां. हां. हं. हो, हो. अगदी. हं. हो, हो. हां. ओके. अरे वाह! अच्छा. हे पण दिसतं का? वाह! बरं झालं सांगितलंत कळालं काहीते. मग आपण मर्यादा लावल्यानंतर लगेच फायदा दिसतो का? म्हणजे झोप म्हणा, तणाव किंवा लक्ष केंद्रित होणं वगैरे बाबतीत बदल म्हणजे किती काळात येतात? आणि त्याचे काही सामान्य संकेत असू असू शकतात त्याबद्दल काही सांगा?
हो. हो. हां. <chuckles> काही जणांचा असा गैरसमज होतो ना, की अ, आज बंद केले, की लगेच उद्या अ, आपल्याला फरक दिसेल तसं नसतं ते, म्हणजे काही हे जादूची छडी नाही आहे आपल्याकडे, की अ, "आबरा का डाबरा केला" <chuckles> आणि लगेच 1 दिवसामध्ये असं होत नाही. म्हणजे आपल्या सवयी ज्या आहेत ना, खूप वेळ लागतो आपल्याला सवयी बदलायला, असं म्हटलं जातं, की 20-21 दिवस जर केलं, कमीत-कमी 3 आठवडे करा तुम्ही कोणतीही नवीन सवय अ, लावायची असेल, तर ती नवीन सवय तुम्ही 3 आठवडे कंटिन्यू करा. मग 4थ्या आठवड्यापासून तुम्हाला अ, ते परिणाम दिसायला लागतात. तर अ, असं तुम्ही करू शकता, फोनचे नोटिफिकेशन्स वगैरे तुम्ही बंद करून ठेवा आणि जेवताना वगैरे फोनचा वापर बिलकुल करू नका, म्हणजे बंदच करून टाका डायरेक्ट आणि झोपण्याआधी जे आहे 30 मिनिटं कमीत-कमी मी तसं तर 1 तास ठेवतो, पण जनरलमध्ये 30 मिनिटं कमीत-कमी स्क्रीन वापरायची नाही म्हणजे नाही.
हां. <laughs> हां. बरं. नाही, नाही. हां. हां. हां. हो, हो. हां. हां. हां. बरं. हं. मिनिटं. हां. असते. त्यानी

सॉलिट्यूड म्हणजे अ, एकटं राहणं, पण एकटं राहण्याचं मन्स म्हणजे अर्थ असा नाही की मी एक अ, मनाने पण एकटा आहे, एकलकोंडा आहे असं नाही. पण असं म्हणतो ना, स्वतःला वेळ द्या, थोडक्यामध्ये म्हणायचं तर आहे ना?
एकलकोंडा. हां. नाही होय. अच्छा. बरोबर, म्हणजे स्वतःसाठी म्हणजे किंवा स्वतःच्या छंदासाठी म्हणा असं थोडक्यात.
हो, म्हणजे अ, कधी-कधी अ, आपण फॅमिलीसोबत पण जास्त वेळ राहतो ना, मग तिथं पण आपल्याला खूप इरिटेटिंग व्हायला लागतं. इरिटेटिंग म्हणजे त्या अ, दृष्टीने नाही. कधी-कधी आपल्याला जी कामे करायची असतात ना, मग फॅमिलीमधली येऊन तिथं अ, व्यत्यय येतो किंवा आपल्याला डिस्टर्ब होतं.
हां. हां. हां. हो. हो ना, अगदी त्या नोटिफिकेशनचा वगैरे किंवा मोबाईलमुळे. ठीक बरोबर.
हां, डिस्टर्ब होतं आणि फोनचं चार्जर जे आहे ना चार्जिंग सॉकेट त्या तुमच्या अ, बेडपासून दूर ठेवा. <chuckles> काहीजण काय करतात?
हो ना. हां. हां, म्हणजे सारखं डोक्याच्या तिथे पण ठेवतात ना मग डोक्याच्या तिथे ठेवलेलं चांगलं नसतं ते म्हणजे त्याचे हां.
हां, चांगलं नसतं आणि दुसरा ह्याचा तोटा हा आहे की चार्जिंगला तिथंच सॉकेट असेल तर फोनची चार्जिंग तुमच्या कधी संपणारच नाही. म्हणजे संपत आले की तुम्ही चार्जिंग लावणार, संपत आले की चार्जिंग लावणार आणि काही-काही जण तर चार्जिंगला लावूनच फोन बघत बसतात, म्हणजे कधीच संपणार नाही चार्जिंग. <chuckles> अ, अ, असे आळशी पण असतात, म्हणून काय करायचं? आपण अ, म्हणतात ना, आपलं अ, जे सोयीस्कर जीवन झालंय ना, त्याला थोडा इनकन्व्हीनियन्स तुमचा वाढवा सवयीमध्ये. म्हणजे फोनचं सॉकेट जे आहे दूर ठेवा, म्हणजे फोनला चार्जिंगला जायला तर आपण त्या टेबलावर.
हो. हो ना, हां. हां. बरं. हां. म्हणजे तिकडे चालत जावं लागतं किंवा त्या रूममध्ये ठेवलं तर तिकडे जावा तर म्हणजे थोडासा.
हां. मग फोनपासून आपलं दूर होईल ना पण तेवढाच 1/2 तास 20 मिनिटं <chuckles> हां. असं.
हां, हो, हो, तेवढाच म्हणा काहीतरी <chuckles> किंवा मग कंटाळा येतो, मग कुठे त्या रूममध्ये जायचं, नंतरच बघूया असं पण होतं. मग ते बरं पडतं एकंदरीत आपण. हां, मग व्यवहारात अडथळे येतात म्हणजे परिवारातील लोक म्हणा किंवा मित्र किंवा मुलं विरोध करतात किंवा स्वतः आपलं अ, मन परत पुन्हा स्क्रॉल करायला लावतं. अशा प्रतिकाराला अ, तोंड देण्यासाठी तुम्ही काय पद्धती वापरता नेमक्या?
हां, बरोबर अशा गोष्टी तुम्ही करू शकता.